आपल्या आयुष्यामध्ये जेवण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेवण नसलं तर आपलं आपण जगणारच नाही असं आहे. अ, तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, की तुमच्या घरातल्या जेवणाची पद्धत कशी आहे? काही पारंपरिक जेवण आहे का? की अ, ते कसं असतं तुमच्या प घरातलं ते पारंपरिक जेवण? काय असतं त्या जेवणामध्ये? ती थाट कशी असते? अ, काही सांगू शकाल काय?
हो, हो. अगदी, अगदी. मला वाटत ना, की आपल्या भारतात ना खाद्यसंस्कृतीवर एक अ, विशिष्ट चर्चा कायमच होत असते बघा आणि इतके वेगवेगळे सण आहेत आपल्याकडे मग ते बैलपोळा असू दे, गुढीपाडवा असू दे, गणपती उत्सव असू दे.
हं, हं. अगदी, हं, हं. हं, हं. अगदीच, हं, हं.
अ, होळी असू दे आणि मला वाटतं ना, प्रत्येक अ, 10 किलोमीट 10 मैलावर ना, पारंपरिकपणे तुमची जी खाद्यसंस्कृती आहे, तीही बदलली जाते बघा.
बरोबर. हं, हं. अगदीच, अगदीच. भाषा बदलते, पाणी बदलतं. हं, हं, सो मग तुम्ही काही सांगू शकणार का, की तुमच्या घरातलं, कारण की पारंपरिक जेवण म्हणजे असं नाहीये, की ते तुमच्याकडून आलेलं आहे. ते आई-वडिलांचं असतं. मग आई-वडिलांना कोण देतं, तर त्यांचे आई-वडील आणि असं म्हणजे ते पारंपरिक जेवण असतं, की ते तुमच्या घरातली एक पद्धत आहे, की तुमचं पारंपरिक जेवण असं असतं. तर मग ते काय असतं? आणि ते कुठून आलेलं आहे? कुठून पासऑन तुमच्याकडे झालं आहे?
हो, हो. बरोबर. हो, हो, अगदी. म्हणजे खरं सांगितलं तुम्ही, की ज्या आपल्या ह्या परंपरा आहेत, संस्कृती आहे, हा एक पारंपारिक वारसा चालत आलेला आहे आपल्याकडे. मग कदाचित माझ्या आईने तिच्या आईकडून, माझ्या आजीने तिच्या आईकडून, म्हणजे अगदी म्हणतात ना, पिढ्यानपिढ्या हां, हे हा वारसा आपल्याकडे चाललेला आहे. म्हणजे आता हे मला माहित नाहीये, की आपल्या पुढची पुढे हां, पुढे काय होईल आणि ते अगदी, म्हणजे कितव्या काळात आणि कसं काय आलं?
हं, हं. बरोबर. हं, हं. पिढी. हां, हां. बरोबर. <chuckles> कुठून आलंय. हां, हां. हं. हं. हं, हं, पण काय आहे नेमकं जेवण?
पण हां, हां, म्हणजे बघा, बरेचसे असे पदार्थ आहेत, की जे खास, अ, सणाच्या दिवशी किंवा पारंपरिक जेवण, म्हणजे माझी आई अगदीच सुगरण आहे. त्यामुळे ती तयार करते, मग ती पुरणपोळी असू दे आणि पुरणपोळी म्हणजे पूर्ण ताटच बघा.
हं. क्या बात है! हं. अहा!
आता आमच्याकडे ना, पुरणपोळी जेव्हा माझी आई तयार करते ना
क्या बात है! हं, हं. हं, हं. हं, हं, हं.
तेव्हा आपण जे पुरण तयार करतो ना, तर त्याच्यामध्ये ती इलायची पावडर आणि जायफळ पावडर दोन्ही टाकते.
बरोबर. ओह! हं, हं.
त्यामुळे ना, त्याचा एक छान असा सुगंध येतो, जेव्हा ती त्या पुरणपोळ्या बनवत असते. आणि
अहह! हं.
आणि पुरणपोळी जेव्हा तुम्ही बनवता ना, तेव्हा खासियत म्हणजे त्या पुरणपोळ्या फुटल्या नाही पाहिजेत.
बरोबर.
त्यामुळे, अ, पुरणपोळी बनवायला तुमचं कौशल्य पणाला लागतं बघा. असं नाहीये, की मनात आलं आणि पुरणपोळी केली. ती तुम्हाला सुरुवातीपासून बनवता आली पाहिजे. आणि वर्षोनवर्ष तुम्ही त्याची जी प्रॅक्टिस करता आणि मग तुम्हाला कळतं, की अच्छा, एवढंच अ, पुरणच घातलं पाहिजे, इतकीच डाळ शिजवली पाहिजे, चण्याच्या डाळीपासून कसं बनवतात, खरं म्हटलं तर.
अगदीच. हं, हं. बरोबर. बरोबर आहे. अच्छा, सो मग ते पुरणपोळी जे आहे, म्हणजे हे तुमचं पारंपरिक जेवण आहे, जसं तुम्ही सांगताय, तर मग त्यासोबत तुम्ही काय अ, खातात? म्हणजे पुरणपोळी फक्त पुरणपोळी? काही लोकं आंब्याचा रस असतो, आमटी वगैरे असते, खीर वगैरे असते, तर अशी काय अ, गोष्ट असते तुमच्या जेवणात?
हां, हां. हं. हो, हो. जसं तुम्ही म्हणालात ना की आंब्याचा रस, मला वाटतं ठराविक अ, अ, क्षेत्रांमध्ये आंब्याचा रस खातात, काही-काही लोकं दुधासोबत खातात, काही लोकं तुपासोबत खातात.
हं. हं. हो, हो, हो. तुपासोबत खातात. हं, हं, हं.
हां. आमच्याकडे ना एक पदार्थ बनवतात त्याला म्हणतात गुळवणी.
गुळवणी?
हां.
अच्छा, काय असतं हे नेमकं?
अ आता कसं असतं माहितीये का? की आपण अ, म्हणजे जे अ, दूध आणि पाणी. आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा. अगोदर पाण्यामध्ये गूळ ना उकळवायचा.
हं, हं. हं. हं, हं. हं.
आणि अ, त्याचा ना चहासारखा रंग येतो बघा
बरोबर. हो, हो.
आणि त्याच्यामध्ये मग एक चमचा तूप टाकायचं आणि अ, ते असं कपभर दूध टाकायचं. आणि इतका छान त्याला रंग येतो आणि तसं म्हटलं ना तर गोड आणि गुळ पुरणपोळी आणि गुळवणी हे एकत्र खातात हं.
हं. अच्छा. हं. क्या बात है! हं, तर मग हे तुम हां, हां.
आणि मग आणि त्याच्यासोबतच मग कधी-कधी तुम्हाला असं वाटतं ना की, जरा ना जास्तच गोड होतय. मग हुरका मारायला आपली कटाची आमटी असते.
हो, हो. अच्छा! ओके. अ, खरंच अ, एकंदरीत खूप छान! माझं तर आता मनच होत, की ती पुरणपोळी खावावी. अ, पण मला हे विचारायला आवडेल, की ही जे पुरणपोळी जी तुमची पारंपरिक आहे, तर मग हे तुम्हाला अ, तुम्हाला येते ती बनवायला?
हो, हो. हो, ॲक्च्युअलीनां मला म्हणजे अजून आईसारखी नाही जम जमत, खरं सांगायचं तर. कारण आता कसं आहे आपले जॉब्स असतात आणि अ, असं म्हणतात ना, की आपण ए जेव्हा आई बनवते आणि ती इतक्या वर्षांपासून बनवते ते जरा तिचं कौशल्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मी बनवली ना, तरी ती तशी खरपूस आणि ते म्हणतात ना, की परफेक्शन.
हं. जमलं. अच्छा, हं. अगदीच. हं, हं. हं. हं, हं. <chuckles> अच्छा! हं. ते ते कुठेतरी आलं नाही आहे असं वाटतं. अच्छा मग अ, मला आणखीन हे विचारायचं होतं, की अ, आता जसं हे पारंपरिक एक जेवण आहे, हे तुमची पद्धत आहे, ते आईकडे आणि आईला त्यांच्या आईने दिली आहे म्हणजे तुमच्या आजींनी आणि त्यांना त्यांच्या आईने. तर मग आता ह्या ह्याच्या चवमध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये काही फरक झाला आहे का? की आधी त्याची टेस्ट अशी होती. की आजही ती तशीच आली आहे जशी आजीकडे होती ती आईला आली आहे आणि आता ती तुमच्यापर्यंत पास ओन झाली.
कमी पडतं. हं, हं. हं, हं. हो. मला असं वाटतं ना, की अ, अगदी तशीच्या तशी चव आणणं, ते थोडं मुश्किल काम आहे, कारण मला आठवतंय माझ्या आईची जी आई आहे, ती म्हणजे अक्षरशः निष्णात होती या सगळ्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ते चुलीवरचं जेवण बरं का.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, अगदीच. येस, येस.
आणि आणि ते घरचं तूप, तेही बघा कारण इतक्या गोष्टी बदलत चालल्यात आणि त्या जुन्या जेवणाची सर पुन्हा आणणं अ, थोडं मुश्किल आहे, आपला काळ बदलत चाललाय. कदाचित आणि बघा ना, अगोदर पुरणपोळी तुम्हाला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल्समध्ये खायला नाही मिळायची. आता बरेचसे ॲप्लिकेशन्स आलेत, मग अ, तुम्ही जेवण मागवू शकता आणि महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे अ, पारंपारिक अ, जिथे जेवण मिळतं म्हणजे पुरणपोळीचा ताट मिळतं बघा. असे बरेचसे तुम्ही
बरं. हं. हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं. हं. बरोबर, हो, हो. बरेच जागा आहे. हं.
हां, तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यामुळे मला वाटतं, की अ, कारण ना, अ, प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे, की त्यांनी ते शिकायचं की नाही शिकायचं. पण तुमची जी पुढची पिढी आहे, कदाचित त्यांना तुम्ही ती सवय नक्कीच लावा की हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत, हे आपले सण आहेत. आणि आपण अशा प्रकारे साजरे करतो. म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर आता गणपतीला बघा, आ आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो.
हो. अगदी. हं. बरोब खुप छान. हं. हो, हो.
त्यामुळे, मला असं वाटतं ना, की प्रत्येक सणासाठी खास, एक अ, विशिष्ट पदार्थ बनवला जातो आणि त्या पदार्थाची लज्जत त्या सणांमध्येच असते बघा. दिवाळीला जसं आपण फराळ करतो
हो, अगदीच. फराळ करतो.
हं आणि
म्हणजे असंच असतं. हं. पाडव्याला श्रीखंड वगैरे आणतात ना?
हो, हो. पाडव्याला आपण श्रीखंड आणतो, श्रीखंड पुरी बनवतो, आता बघा ना, तुम्ही विचार करा, दिवाळीचा फराळाचं ताट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाजूला कुणीतरी पुरणपोळी ठेवली आहे. तर पुरणपोळी वाईट नाहीये. पण
बनवतो. हं. नाही, अगदीच नाही.
पण ती दिवाळीच्या दिवशी खायला, तशी तेवढी लज्जत येत नाही बघा.
बरोब
मग ते दिवाळीला कसं? ती आपली छान करंजी हवी आहे, शंकरपाळ्या हव्या आहेत.
ते तर आहे. शंकरपाळ्या, चकली हवी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी नाही, अगदीच बरोबर. तर मग आता तुमच्या घरामध्ये जे अ, पुरणपोळी बनते, तर मग ती कशी गव्हाची, मैद्याची आणि अ, मग ते कशी बनवतात, कारण की मी बरेच प्रकार ऐकले आहे पुरणपोळीचे, कोणी पत पातळ बनवतं, कुणी जाड्या बनवतात आणि कुणी यांना मटक्यावर देखील बनवतात. मांडा टाइप असते. अशा बऱ्याच पद्धती आहे. तर तुमची काही अशी वेगळी पद्धत आहे?
हो, हो. हां, हां. हो. आम्ही ना, बऱ्याच ग्रामीण भागांचे काही रील्स बघितलेत. तुम्ही जसं म्हणालात ना ते मडक्यावरती मला वाटतं ते किंवा काही लोकं ते तवा सुद्धा उलटा करतात आणि मग त्याच्यावरती पुरणपोळी अगदी मोठी असते ती पुरणपोळी.
हं, हं. हां, हो, हो, हो, हो. मोठी पुरणपोळी असते ती. हो, हो.
म्हणजे इथे अ, अ, काही म्हणतात ना, पारंपरिक किंवा अशा जत्रा वगैरे लागतात. त्याच्यामध्ये मी ते तसं खाल्लंय. पण मला तेवढं काही येत नाही आणि आपल्या घरी इथे गॅस असतो. त्यामुळे असं काही करणं शक्य नाही होत.
हं, हं. हं, हं हं, हं. हं. शक्य नाहीये. ओके, ओके, नाही. हं, हं.
पण जसं तुम्ही म्हणालात ना, की गव्हाचं पीठ की मैदा, तर माझी आई काय करते, पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं ती कणिक वापरली ना तर शक्यता अशी असते की कधीतरी पुरणपोळी थोडीशी फुटेल. आणि तर सगळंच खराब होऊन जातं बघा. त्यामुळे एक दोन तीन चमचे तुम्ही मैद्याचे टाका.
बरोबर. अगदीच. ओके. अच्छा असं आहे का? म्हणजे हे सिक्रेट रेसिपी आहे. असं मी म्हण तर मग ही जी अ, नाही ही जी तुमची रेसिपी आहे कारण की हे बघा प्रत्येकाच्या घरातलं काहीतरी पारंपरिक जेवण असतं, जसं की तुमच्या घरात आहे. तर मग तुमच्या घरामध्ये डेफिनिटली खूप लोकं येत असतील, ह्या जर अ, जेव्हा-जेव्हा हे पुरणपोळी बनत असते. तर मग तुम्ही कधी त्यांना टिप्स देतात का? की त्यांनी कधी तुम्हाला विचारलंय का की हे कसं बनतं, तर मग तुम्ही शेअर करतात हे टिप्स?
हं. हो, हो, हो. ही एक टीप आहे टीप. हं, हं. हो, हो. हो. मला वाटतं ना हा, तर अगदी खास गप्पांचा आणि छान जी हां, हां, हां. आणि खूप, खूप मजा येते अशा गप्पा मारायला. आणि आणि कसं होतं माहितीये का की जेव्हा आपण सणांसाठी भेटतो, तेव्हा मग कधीही कोण अ, मामी असतील किंवा काकू असतील त्या जेव्हा आपल्याकडे देवाण-घेवाण बघा पदार्थांची होते. मग कोणीतरी अळूवडी आणतं, कुणीतरी कोथिंबीर वडी आणतं ते पण त्यांच्या घरी आता बघा ना शेजाऱ्यांकडून पण आपण कितीतरी वेळा जाऊन म्हणजे माझ्या लहानपणी अ, म्हणजे आपण त्यांनी काहीतरी पदार्थ खास बनवला आहे, तर आपण सुद्धा तो हां. घरी घेऊन येतात की वाटीभर की "अरे! बघा खाऊन छान झालंय. किंवा आपणही द्यायचो. हल्ली तशी थोडी संस्कृती कमी होत चालली आहे पण तरीही आपले आप्तेष्ट येतात, नातेवाईक येतात आणि बरेच ते पदार्थ बनवून आणतात. जसं मला आठवतंय, की माझ्या मामी ज्या आहेत, त्या असं छान पिठलं भाकरी असं मस्त भरलेलं वांग छान तयार करतात. आणि ते
विषय आहे. <chuckles> अच्छा. हं, हं. बरोबर. बरोबर. तर ते आपल्या घरी देतात. हो, हो, हो. अगदी. हो, हो. हं, हं. क्या बात! हं, हं.
अ, म्हणजे कितीही प्रयत्न केले, त्यांच्याकडून कितीही रेसिपी घेतली, तर तसंच्या तसं नाही बनत, पण अ, म्हणजे कदाचित ते अगदी तसं नाही बनत, पण अ, चविष्ट नक्कीच बनत. हां, हां.
पण ॲट लिस्ट बनतं, म्हणजे ते त्याप्रकारे तरी बनतं. तर मग आता असं झालंय का, कधी की अ, म्हणजे आता जसं
अगदी.
तुम्हाला मला फक्त हे विचारायचं होतं, की जी आजीची टेस्ट होती, ती आईत आहे का? आणि ती आईची टेस्ट आता तुमच्यात आली आहे का? की त्याच्यासाठी तुम्हाला टाईम लागतोय? आणि मग आता काहीतरी, जसं उ अ, जसं टाईम जातोय, तर मग याच्यामध्ये पारंपरिक जेवणामध्ये पण काहीतरी शॉर्ट्स शॉर्टकट आले आहेत का? की आधी तसं बनायचं, तर आता आपण शॉर्टकटनी पुरणपोळी बनवतो, असं काही झालंय?
हं. हम्म. नाही, नाही. हो, हो. नाही, तुम्ही जसं म्हणालात ना, की मी अ, म मगाशी म्हणाले, की आता ते गावची चूल, ते तूप, ते नाहीये. त्यामुळे अगदी तशीच्या तशी जी चव आहे ना, हे कदाचित, म म्हणजे मला वाटतं, अचीव्ह करणं खूप मुश्किल काम आहे. म्हणजे पुरणपोळीची जी परंपरा आहे ना, ती पुढे-पुढे जाते आहे नक्की. पण ती चव तशीच्या तशी मेंटेन करणं, हे खूप कर्मकठीण काम आहे. पण तरी मी म्हणेन, की आपण आपल्या आईकडून, आजीकडून हा वारसा शिकत आहोत. आणि आता बघा, तुम्हाला पुरण पात्र आलंय
हं, हं. अगदीच, हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं.
तुम्हाला रोटी मेकर आलंय.
बरोबर.
तुम्हाला कणिक मिळण्यासाठी बऱ्याचशा अद्यावत म्हणजे टेक्नॉलॉजी अ, अ, विविध उपमा उपकरण आलेली आहेत. तर पहिलं वाटण्यासाठी पण पाट्यावर वगैरे ते पूर्ण वाटायचं असायचं.
हं. बरोबर. हं.
आता ते पुरण पात्र आलंय. त्यामुळे मला वाटतं की थोडं सोपं झालंय.
अगदीच. अच्छा! म्हणजे आता थोडे सोप्या झाल्यात. अच्छा, शॉर्टमध्ये जर मी तुम्हाला विचारेल, की हे परंपरा वाचवण्यासाठी, जे आपलं पारंपारिक जीवन वाचवण्यासाठी किंवा जे काही असतं. तर काही अशा गोष्टी केल्या पाहिजे एखाद्या फॅमिलीनी जेणेकरून ती परंपरा आपल्यापासून आपल्या मुलांकडे पास ऑन झाली.
हां, हां. हं, अ, मला वाटतं, की जसं मी लहानपणापासून म्हणजे आई मला किचनमध्ये बोलवून दाखवणं, की "अगं! हे बघ हे जरा." असं आईला मदत करणं तसं पण अ, मला वाटतं ना, की जबरदस्ती किंवा लादू नये ते समोरच्या म्हणजे मुलीला किंवा मुलाला असं म्हणजे जेंडर डिफरन्स नाही करायला पाहिजे. त्यांना जर आवडेल तर नक्कीच त्यांनी या बघा, शिका.
हं, हं. अच्छा! अगदीच, अगदीच. ते तर बरोबर
आणि अ, नक्कीच तुम्ही त्यांना दाखवा करून. म म्हणजे प्रात्यक्षिक करून दाखवा की हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्याच्यातल्या टिप्स कशा आहेत? त्यांना आवड असेल तर नक्कीच ते आत्मसात करतील आणि अशीच आपली ही जी परंपरा आहे ना ती पुढे-पुढे जात जाईल.
खरंच एकंदरीत खूप छान प्रकारे तुम्ही तुमच्या पारंपरिक जीवनाबद्दल सांगितलंय. आता तर मला भूकच लागली आहे. असं मी तुम्हाला सांगेल आणि मी स्वतः माझ्या आईला सांगेल, की माझ्यासाठी पुरणपोळी बनव. अ, खरंच खूप अ, छान वाटलं तुमच्याशी ज्या प्रकारे तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावर बोलायला मला आवडेल. तुमचे खूप-खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद!
<chuckles> अरे वाह! हो, हो. तुमचेही धन्यवाद.